प्रवास म्हटलं ना, की त्याच्या खूप साऱ्या छान अ, असचं, आठवणी येतात आणि खूप साऱ्या सुंदर आठवणी असतात, आपण खूप अ, वेगवेगळ्या नातेवाईकांसोबत जातो किंवा कधी-कधी स्वतः एकटेही जातो फिरायला, असेचं प्रवास करत असतो. तर दर वेळेला ना प्रवासाच्या चांगल्या आठवणी बनतीलचं असं नाही. कधी-कधी काही-काही वाईट अनुभवही येतात त्याच्यातून, जसं की जर आपण प्रवासाला गेलो आहे आणि आपलं सामानचं हरवलं आहे. अरे बापरे! मग अशा वेळेला काय करायचं? हे ही खूप खूप टेन्शन देणारं असतं. मग तुम्ही मला सांगा, की तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का ओ? की तुम्ही प्रवासाला गेलायंत आणि तुमचं सामान हरवलंय असं? कधी अनुभव आलाय तुम्हाला?
हं. हो. हं. बरोबर. हं. बरोबर. हं. हो, हो. मला म्हणजे असाचं अनुभव आलेला आहे आणि तो खूप वाईट अनुभव होता. असं कोणासोबत घडू नये असाच विचार करत असतो मी कायम, की मी काय ठरवलं होतं, की मी म्हटलं सोलो ट्रिपला जाईल. सो अगदी सोबत कोणाला न्यायचं नाही, एकटंच फिरायचं मस्त. मग मी ठरवलं, की कुठे फिरायला जायचं? आणि मग मी तेव्हा तेव्हा कसं होतं, की चला म्हटलं राजस्थानला फिरून येऊ, असं ठरवलं.
हां. अरे बापरे! हं. हं. हं. हं. अरे वाह! हं.
आणि मग माझ्या इथून, राजस्थान जायला म्हटलं तर अ, 900-950 किलोमीटरचा तो प्रवास आणि मग मी ठरवलं, की आपण जायचं तर ट्रेननी जायचं आणि मग ट्रेननी निघालो. आणि सगळ्यात पहिले माझा कसा प्लॅन होता, की मी अगदी लांबच्या स्टेशनला जाईन. म्हणजे लांब जाईन आणि लांबून मग जवळ-जवळ येत-येत, आपल्या घराकडे वळेन.
हां. अच्छा! हं.
असा माझा प्लॅन होता. मग मी सगळ्यात आधी च्यूज केलं, की म्हटलं आपण इथून जाऊयात जयपूर. जयपूरवरून उदयपूरला जायचं, चित्तोडगड फिरायचं आणि तिथं असं सगळं फिरून घरी यायचं असा माझा प्रवास होता. तर मग मी
ओके. हं. हम्म. हं. अच्छा, वाह! छान म्हणजे प्रवास असा अगदी अ, सेट करून ठेवलेलला, विचार केलेलात की कुठे काय करायचं? कुठे राहायचं वगैरे? सगळा प्लॅन आखलेलात तर.
हो. हो. पूर्ण नियोजन केलेलं होतं. आपण एकटेच जातोय म्हणून न म्हटलं, सगळं नियोजन पक्कं केलं पाहिजे. मग त्या त्याच दरम्यान मी माझ्यासोबत एक सॅक बॅग होती आणि आपण ते कमरेला लावतो ती पाऊच येतं ना ते, कमरेला आपण बांधतो मागे ते हूक अटकवलेलं असतं आपण. तर त्या पद्धतीची ती बॅग मी बांधलेली होती आणि तिच्यामध्ये मी माझी जी कॅश होती म्हणजे सर्व पैसे ते त्याच्यातच होते. त्यानंतर माझे डॉक्युमेंट्स, <swallows> आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट हेही त्याच्यात होतं.
हां, अच्छा. हो ना. हम्म. हां. हं. हां. हां, हां, हां. ओके. हं. ओके.
आणि मग मी जसं तिथं जयपूरला पोहोचलो आणि अ, मी फार म्हणजे तो 12 तासाचा प्रवास होता आणि ते करून खूप थकलेलो होतो आणि मला खूप भूकही लागली होती आणि झोपही येत होती.
हं. अच्छा. हां, बरोबर एवढा मोठा प्रवास आहे म्हटल्यावरती होतच ना. हं.
हो. मग अगदी मी संध्याकाळी 04:00 वाजेला तिथं पोहोचलेलो होतो आणि मी जसं रेल्वे स्टेशनच्या बाहेर निघालो, तर तिथेच अ, असे ते ए इलेक्ट्रिक रिक्षावाले उभे असतात स्टेशनच्या बाहेर. तर मी त्याच्यासोबत बोलत होतो, की म्हटलं इथं मला चांगलं अ, जेवण कुठे भेटेल आणि मला ति अ, झोपायचंही आहे म्हणून त्यासाठी रूम कुठे भेटेल? असा आम्ही संवाद करत होतो आणि तेवढ्यात तिकडून एक बाईकवाला आला
हं. अच्छा. हं. हां. हं.
तिच्यामागे अजून एकजण बसलेला होता. आणि त्यांनी अ, म्हणजे डायरेक्ट माझ्या त्या पाउचवरती हात मारला. आणि तो आणि तो जो हूक असतो तो कसा? तो मागचा हूक, तो लगेच आपण खेचला का निघणारा असतो. म्हणून अग जास्त प्रेशर लागला ना मग तो निघाला. आणि ते पाउच डायरेक्ट त्याच्या हातात गेलं. आणि मला समजतं तेवढ्यात तो रिक्षावाला ओरडला की, "अरे ओय, चोर! चोर! चोर!" आणि मग मीही त्याच्या मागे पळायला लागलो.
अरे बापरे! हं. हां, हां, तेच. अरे! रे, रे, हं. बापरे! मग?
आणि मग ते पाउ आणि तो बाईकवर असल्यामुळे तो मला सापडला नाही. आणि मग आणि त्याच्यात माझे पैसे आणि सगळे डॉक्युमेंट्स हरवले. म्हणजे आता पुढचं नियोजन तर सगळं फेलच ना. पैसाच नाही आपल्याकडे तर करायचं काय?
हम्म. अरे, देवा! हो ना, तेच तर. हं, मग तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? म्हणजे पहिलं पाऊल काय उचलतं की "हरवलं बाबा, आता गेलंय सगळं सामान." मग?
मी तर शॉकमध्ये होतो. आणि मी म्हणजे असं त्याच्यामागे पळतच होतो. मग तेवढ्यात तो रिक्षावाला मागून आला आणि त्याने सांगितलं की "अरे, साह साहब." म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये एवढा काय पळतायेत, तो सापडणार नाही, तो निघून गेलेला आहे आणि तुम्ही त्याच्यामागे पळून-पळून, तुम्हीही दमणार आणि काही पडलात आणि लागलं तर खूप नुकसान होईल म्हटलं म्हणे तुमचं आणि पहिलेच तुमचं नुकसान झालेलं आहे." म्हटलं हे, हीही गोष्ट बरोबर आहे. मग मी तिथं थोडं थांबलो, मग त्याने मला पाणी दिलं. आणि मी त्याला सांगितलं अय आणि अगदी निराश झालेलो होतो. मी म्हटलं आपली सुरुवात ट्रिपचीच खराब झाली. आता पुढे करायच? आणि प्रश्नाचे म्हणजे पैशांचाही प्रश्न निर्माण झालेला होता.
हं. हम्म. हां, हां, हां. हम्म. हो ना. हं. मग? हं. अरेरे! हम्म. हो ना, ते तर आहेच म्हणा. सगळंच आता हरवलंय म्हटल्यावरती काय काय अ, करायचं हेच सुचत नसेल ना त्यावेळेला? तुमची मनस्थिती काय होती नक्की? म्हणजे काय करायचं ठरवलत मग त्याच्यानंतर?
मग हो. म्हणजे म्हणजे मला आहे ना त्या टायमाला तर म्हणजे अगदी 10-15 मिनिटं काही समजलंच नाही आणि सुधरलंही नाही. आता करू काय? निर्णय कसा घेऊ? काय करू? मग त्याच मला त्याच व्यक्तीने सांगितलं रिक्षावाल्याने, की "चला साहेब आपण अरे पोलीस स्टेशनला जाऊ आणि तिथे कंप्लेंट करू. म्हणजे"
हं. हं. ओके, हं.
"काही ना काही तपास तर लागेल. काहीतरी तर होईल. ते सीसीटीव्हीमध्ये चेक करतील. काहीतरी तर भेटेल तुम्हाला." मग अ, आम्ही गेलो तिथं. अ, लगेच तिथं त्यांनी आम म मी एफ-आय-आर नोंदायचं सांगितलं, की "म्हटलं माझं असं-असं सामान हरवलेलं आहे. त्यात माझे अ, इम्पोर्टंट डॉक्युमेंट्स ही आहेत आणि त्या डॉक्युमेंट्सलाही मी त्या एफआयआरमध्ये नमूद करून दिलं, की आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट आणि त्यातल्या त्यात माझी अ, मी जेवढी रक्कम आणली होती. तीही त्याच्यात नमूद करून दिली.
हां, तेच. अगदी खरं. अ, हं. हं. ओके. हं. हां.
मग, आता एफआयआर केली गेली, पण आता आपल्याकडे एफआयआर केली आणि काय सोल्युशन राहील पुढे. मग मी तिथे विचार केला, की आता करायचं काय? एवढ्या लांब तर आलेलो आहे, 950 किलोमीटर आपण लांब आहेत. मग मी घरी फोन लावला. बरं झालं, की मला सवय काय होती, की मी पाऊचमध्येच फोन ठेवायचो. पण अनायासे वडिलांचा कॉल आल्यामुळे तो फोन माझ्या तो फोन माझ्या हातातच पकडलेला होता. म्हणून तो फोन वाचला. हो. मग मी परत वडिलांना कॉल लावला आणि त्यांना पूर्ण सांगितलं, की काय घडलं आणि अ, आता माझ्याकडे पैसे नाहीत. तर काय करू? आणि वडिलांनाही ऑनलाईन पेमेंट वापरता येत नव्हतं.
हां. नशीब! हम्म. नशीब, ते तरी वाचलं. हो ना, तेच तर. हं. हं. हां.
मग त्याच्यामध्ये अजून डबल फजिती कारण की मी जेवढीही कॅश होती, ती सगळी विथड्रॉ करून, घेऊन आलेलो होतो आणि ऑनलाईन काहीच ठेवलेलं नव्हतं. म्हंटलं काय गरज आहे आपल्याला ऑनलाईन मोबाईल कधी-कधी डिस्चार्ज होऊन जातो. आणि मग आपण तेव्हा फजितीत आलो. असा विचार करून मी कॅश घेऊन आलो होतो सोबत.
अरे देवा! हम्म हां, हां, हां. हं. बाप रे! आणि मग ती सगळी एकाच पाउचमध्ये ठेवलेत म्हणजे खूप वेळेला काय होतं आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवतो ना, जर जास्त पैसे असतील तर. तसं काहीच नाही केलेलं?
मग ते कॅश हं. एकाच हो. हं. हो, नक्कीच ना. पण तेही तेही मला समजलं नाही. मी अगदी काढले आणि तिथेच ठेवून घेतले आणि निघालो होतो.
अरे बापरे! हं.
म्हणजे माझं त्या पद्धतीचं नियोजनच नाही केलं होतं आणि आपण असा विचारच नव्हता केला ना की असं होणार आहे आपल्या सोबत.
हां. हं, हं, हं. मग तुम्ही ते रिपोर्ट वगैरे केल्यावर काय तपास वगैरे केला पोलिसांनी?
मग? आता आपल्याला माहितीच आहे की काय तपास होणार आहे. <chuckles> म्हणून मी तर ते, म्हणजे ते सोडूनच दिली होती मी अशा की आपल्याला परत भेटणार पण का नाही? मग मी जाऊ दिलं, मग मी वडिलांना सांगितलं की म्हटलं, "मी परत येतोय मला तिकीट पुरता तरी पैसे करून द्या. कोण तुमचा ओळखीचं असेल त्याच्याकडनं पाठवायला लावा नाहीतर मी माझ्या मित्राला पाठवतो, तुम्ही त्याला पैसे द्या तो मला ऑनलाईन टाकून देईल." पण मग मला तेव्हा वडिलांनी सांगितलं, "अरे तू एवढ्या लांब गेलेला आहे
<chuckles> हो ते तर आहेच. हं. हं. हां. हां. हं.
काय तुझे ₹5000-10000 चं गेले असतील. कशाला टेन्शन घेतोय? आता फिरून ये ना गुपचुप." गेलेलाय.
हां. अरे वाह! म्हणजे इतकं छान पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला होता तुम्हाला?
हो नक्कीच.
हं, अच्छा हं.
फिरून ये. मग वडिलांनी म्हंटलं, "पण फिरायला तर सांगताय पण माझ्याकडे कुठे पैसे आहेत आता."
मग?
"तू ते, टेन त्याचं टेन्शन नको घेऊ मी तुला पाठवतो." मग त्यांनी, मग मी त्यांनी सांगितलं, "की तुझ्या मित्राला पाठवून दे घरी." मग मी मित्राला फोन लावला. तोही घरी गेला. वडिलांकडून पैसे घेतले. त्यानी त्याच्या बँकेत डिपॉझिट केले आणि मग मला ते पाठवले ऑनलाईन.
हं. हं.
मग ते आले आणि मी माझं ते नियोजनप्रमाणे मी फिरायलाच म्हणजे 1 दिवस तिथे थांबलो रात्रभर आणि रात्रभर पूर्ण टेन्शनमध्ये, की यार म्हटलं एवढा सगळा पैसा झाला आणि मला पश्चाताप होत होता. की कोणालातरी सोबत आणलं यायला पाहिजेल होतं असं. हे सर्व मला म्हणजे असं वाटत होतं. मग मी त्यानंतर काय केलं, की म्हणजे मस्त झोप घेतली जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी मी जयपूर फिरलो. त्यानंतर मी गेलो चित्तोड आणि अशा सगळ्या जागांवरती फिरून, मग झाला आपला परतीचा प्रवास सुरू. मग रात्रीची ट्रेन होती आणि मी ट्रेनमध्ये होतो आणि तिकीटही रिझर्व्हेशन केलेलं असल्यामुळे मी माझ्या, हां, बर्थ म्हणजे बर्थवरती जाऊन बसलो. मग तिथे कसं अगदी रात्री अ, 1 दीड वाजेला टीटी आले. आणि मग त्यांनी एक आणि मी गाढ झोपेत होतो. त्यांनी मला उठवलं. तिकिट दिखाओ असं सांगितलं. मग मी त्यांना दाखवलं तिकीट. आणि मग त्यांनी सांगितलं आयडेंटिटी म्हटलं आणि मी
अच्छा. हो ना. हं. हं. अच्छा. हं. हं. हं. अच्छा. हं. हं. मग? अरेरे! तुमचं तर ते पाकिटात होतं ना?
म्हटलं हं. आणि ते सगळं गेलेलंच होतं. म्हटलं आणि मला ते प्रश्न निर्माण झाला. अरे, आता करू काय? आयडेंटिटी विचारतोय हा समोरचा माणूस. मग मी 2 मिनिटं तर सर आयडेंटिटी नाहीये असं सांगत-सांगत होतो. आणि मग तो सांगत होता, की मग तूच हा व्यक्ती आहे हे कसं मी मानून घेऊ. म्हटलं माझ्याकडे टिकट आहे ना? नाही, नाही. असं नाही चालत ना आमचे काही नियम आहेत, त्याच्याप्रमाणे तुला, दाखवावं लागेल. आणि मग मला एकदम स्ट्राईक झालं की अरे मी F-I-R केलेली आहे ना, की माझं हे पाऊच चोरी गेलेलं आहे. मग मी ती F-I-Rची कॉपी काढली आणि त्यांना दाखवलं. मग त्यांनी मग तेही स्वीकार केला, की चल ठीक आहे.
अरे बाप रे! हां. हं. हं. हां. हां, बरोबर. हं. अच्छा. हं. पण मग तुम्ही मोबाईलमध्ये जे आपण ठेवतो ना कधी-कधी ऑनलाईन कॉपी असते, तसं काही तुमच्याकडे नव्हतं अवेलेबल तेही?
तू हं, हं. नाही, नाही. मी ऑनला म्हणजे मोबाईलमध्ये ते काही डॉक्युमेंट्सचा फोटोच काढून ठेवलेला नव्हता किंवा त्यांना स्कॅनही करून ठेवलेलं नव्हतं ड्राईव्हला.
अच्छा. अरे बापरे! हं.
मग ही सगळी गोष्ट घडली. मी त्यांना दाखवलं. मग त्यांनी सोडलं. आणि मग मी घरी परी आलो म्हणजे घरातच घरी आलो परत.
हं. हं, हं, हं.
मग त्यानंतर असं बसलेलं होतो. मग वडिलांनी सांगितलं, "आता ते घरी बसून राहणार आहे का ते परत ते तुझे डॉक्युमेंट्सबनवणार आहे?"
हं. हां बरोबर तेही महत्वाचं होतं ना हं.
हो मग त्या त्याच्यासाठी काय म्हटलं आधार कार्ड तर जागीच बनवून जाणार आहे. पॅनकार्ड ही जागेवरती बनवून जाणार पण, पासपोर्टला आपल्याला दुसऱ्याकडे जावं लागेल. जिथे पासपोर्टचं ऑफिस असतं तिथं. मग मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि फ्रायडेची मला अपॉइंटमेंट भेटली 1 वाजेची. मग मी तिथे गेलो माझ्या सगळ्या अ, गोष्टी घेऊन गेलेलो होतो सोबत, मग मला काय झालं रस्त्यात ट्रॅफिक लागला आणि मी 1:30 पर्यंत तिथं पोहोचलो आणि 1 वाजेची अपॉइंटमेंट आणि ते लोकं खूप प्रॅक्टिकल असतात अपॉइंटमेंट्स बाबत. तर आपला टाईम गेला तर मग आपल्याला अपॉइंटमेंट देत नाही.
हं. हो ना. हं. हं. अच्छा. हं. ओके. हो ना अगदी खरंय हं. मग?
हो तर मग मी तिथे जाऊन रिक्वेस्ट केली, फार विनवण्या केल्या आणि त्यांनी मला सांगितलं, "की मग आम्ही तुला देतो
हं.
तुला अगदी शेवटचा स्लॉट देतो." ज्याच्यामध्ये 5 मिनिटं राहतील साहेब फ्री असतात तेव्हा. तेव्हा तू जा आणि तुझं काम कर." मग मी तिथे गेलो. मग त्यांनी मला सगळं प्रश्न उत्तर केलं, "की कसं झालं? काय झालं?" मग मी त्यांना ती एफ-आय-आरची कॉपी दिली. आणि मग त्यांनी ते एक्सेप्ट केलं आणि मला पासपोर्ट दिलं.
हं. ओके. हं. अच्छा. हं. नशीब. तेवढं तरी झालं हं. हां.
पण, त्या पूर्ण प्रवासात. त्या पूर्ण प्रवासात या सगळ्या जेव्हा गोष्टी माझ्यासोबत घडली. ह्याच्यापासून आहे ना मी खूप, म्हणजे तो प्रवास जर झाला नसता तर मी जीवनामध्ये अजून दुसऱ्या प्रवासामध्ये, शिकलोच नसतो, की आपण काय, काय गोष्टी, केल्या पाहिजे. तर सर्वात पहिले मी जे पैसे म्हणजे, अ, पुढच्या ट्रिपला जायचो, त्याच्या पहिले पैशांच आहे ना विभाजन करून ठेवायचो. की काही पैसे बॅगेमध्ये काही पैसे एका पॉक पाकिटात, अ, काही पैसे दुसऱ्या पाऊचमध्ये ठेवायचो. दोन बॅगा असतील तर दोघी बॅगांमध्ये पैसे असायचे. म्हणजे जेणेकरून अशी परिस्थिती निर्माण झाली. तर मग. आपण तर सेफ तरी राहू. आपले पूर्णच्या पूर्ण पैसे जाणार नाही.
हं. <chuckles> हो ना. हं. हम्म. हां. हम्म. हं. ओके. हं. हं. हो ना, अगदी बरोबर हां, बरोबर. मग असा जेव्हा अनुभव आला तुम्हाला त्याच्यानंतर पुन्हा कधी असा अनुभव आला का हो? की म्हणजे, चुकून काहीतरी राहिलंय मग, कधी कधी असं होते ना मोबाईलचं चार्जर आपण लावतो कधी ट्रेनमध्ये म्हणा. किंवा लक्झरी, वगैरे असते आजकाल असतं स्विच. तर तिथेही आपण लावतो आणि कदा कधी-कधी असं होते, की विसरूनचं जातो. कधी रु आपलं म्हणजे काही वस्तू, पुस्तक वगैरे वाचत असतो. तर तेही कधी-कधी हरवतं. मग असे काही अनुभव त्याच्यानंतर आले पुन्हा? की त्याच्यानंतर जागरूक राहिलात, मग क काय धडा मिळाला?
हो. तर मग अश हं. हं. बरोबर. हं, हो. हं. नाही, नाही. आजपर्यंत त्यानंतर मी खूप जागरूक राहिलो. की म्हणजे प्रवासात अगदी, आपले दोघी डोळे उघडून काम करायचो. अजून, अवती-भोवती बघायचं. सगळ्यांवरती नजर ठेवायची. काय आहे काय नाही. आपल्यासोबत काय गोष्टी आहेत. या आपल्या ह्यांचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे. मग या सगळ्या गोष्टी मी त्या दिवसानंतर शिकलो. आणि काही घडलं नाही माझ्यासोबत आणि त्यातल्या त्यात मी कुठलंच डॉक्युमेंट माझ्यासोबत कॅरी नाही करायचो. जसं तुम्ही म्हटलात, की मोबाईल फोनमध्ये यांच्या सगळ्यांची कॉपी ठेवायची. तर मी तीच सॉफ्ट कॉपी माझ्यासोबत असू द्यायचो.
अच्छा. ओके. <chuckles> हां. हं. अगदी खरं. हं. हं. ओह! हां. हं. ओके, मग तुमच्यासमोर कधी मग पुन्हा असं हरवण्याचं दुसऱ्याचं कधी अनुभव तुम्ही अनुभवलं, की "अरे हे बघ! हे तर माझ्यासारखंच झाल ह्याच." असं कधी झालं?
हे, हे, ते माझ्या मित्रासोबत झालेलं होतं. तोही असंच ग गोव्याला फिरायला गेला होता आणि त्याची बॅगच्या बॅग उडवून दिली होती कोणीतरी.
अरे बापरे! हं. अरे देवा! <chuckles>
<chuckles> त्याच्या त्याचा असा मस्क म्हणजे त्याच्यासोबत असं झालं की त्याचे संपूर्ण कपडे गेले, त्या बॅगमध्ये <chuckles> आणि मग आणि त्याचे आणि जे मित्र होते मग ते कसे मस्करी, "अरे! आता आम्ही तुला कपडे देणार नाही बरं आमचे, तू तुझं नियोजन कर" आणि ते कसं मुलांचं असतं ना ते ट्रिपमध्ये मग ते होता तो किस्सा तसा.
हं. अरे देवा! हां, <chuckles> बापरे! हं. हां. <chuckles> हां. हं. हो ना, ते तर आहेच. खरंच खूप छान वाटलं हो म्हणजे किस्सा तर थोडा अ, दुःखदायक होता, की बापरे! तुमचं सामान हरवलं ते चोरीला गेलं आणि पुन्हा मिळालं तर नाहीचं म्हणा पैसेही सगळे गेले तर बापरे! पण तुम्ही त्याच्यातून शिकलात, की कसं सतर्क राहायला पाहिजे पुढच्या वेळेपासून तुमच्या बाबतीत असं काही होणार नाही, हलगर्जी बाळगणार नाही तर तेही तुम्ही सगळं सावरून घेतलत. खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून, खूप चांगली माहितीही मिळाली, की कशाप्रकारे आता आम्ही स अ, सुरक्षित राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे. तर खरंच तुमच्याशी पुन्हा मला असचं गप्पा मारायला आवडेल. खरंच तुमचे खूप-खूप मनापासून आभार, धन्यवाद!
हं. हो. हं. धन्यवाद.